आपण जीवन जगत असताना अर्थाला जास्त प्राधान्य दिलं पाहिजे कारण की पैसे कमवण्याचे तर खूप मार्ग असतात आणि अर्था ल चं काम करून सुद्धा आपण पैसे कमवू शकतो, हेही तुम्ही सुंदररित्या सांगितलं. आणि तुमच्या जीवनात असा कुठला ठराविक क्षण होता किंवा प्रसंग होता, जो तुम्ही सांगू शकाल, की जिथे तुम्ही अर्थाला जास्त प्राधान्य दिलं पैशांपेक्षा आणि त्यातून तुम्हाला काय शिकायला भेटलं आणि कसा अनुभव होता?
हो. अ, मी सांगेन हां. अ, मी कॉलेज माझं युनिव्हर्सिटी सुरू होतं आणि सगळ्या गोष्टी सुरू होत्या. म्हणजे मी जायची कॉलेजला आणि सेमेस्टर झाला ना, का 1 महिना सुट्टी असते. आणि बसून-बसून मला कंटाळा यायचा, म्हणजे माझ्या घरच्यांनी सांगितलं की कॉलेज पूर्ण करायचं आणि नंतर जॉब बघ वगैरे बघायचा. पण माझं असं होतं, की शिकायचंय आपल्याला नवीन गोष्टी किंवा बघायचंय की पैसा पण कसा अ, चालतो ही गोष्ट पण समजून घेणं खूप जास्त महत्वाचं आहे.
हं. बरोबर. हं. बरोबर. हं. हं. फार गरजे हं, हं, हं.
तर मग मी असंच एक ॲप्लिकेशन टाकलं एका फायनान्स रिलेटेड गोष्टीसाठी आणि मी इंटरव्ह्यूसाठी गेले. इंटरव्ह्यूला मला त्यांनी एवढ्या गोष्टी विचारल्या स्टॉक काय असतं, मार्केट कसं वर्क होतो, बाकीच्या सगळ्या गोष्टी, म्युच्युअल फंड काय असतं? म्हटलं मला नाही येत.
हं. बरोबर. हं. बरोबर. हं. हं.
पण तिथे काय झालं, ते जे बॉस होते अ, म्हणजे जे ओनर होते ते माझ्याच कॉलेजचे होते. मग संध्याकाळी मला कॉल हां, मग संध्याकाळी मला कॉल आला की तू सिलेक्ट झाली आहे, तू येशील का? म्हटलं येईन ना मला कामच नाहीयेत काय. मला सुट्टीच होती. मला शिकायचं होतं काहीतरी.
हं. बरोबर. हं, ॲल्युमिनाय असतील ते तुमचे बरोबर. हं. हं. <laughs> तुम्हाला असं वाटलं नाही का, की आपण तर काही बोललोच नव्हतो तरी कसं काय सिलेक्शन झालं?